हो, नक्कीच. आणि त्याच्यामुळे काय होतं, की अ, चर्चेमधून सुद्धा आपल्याला नवीन-नवीन आर्टिस्ट सापडून जातात. अ, आता जसं की तुम्ही सांगताय, की YouTube अल्गोरिदम. तर मग अ, अल्गोरिदम किंवा फॉर यू प्लेलिस्ट जी असते, त्याच्यातून तुमच्या संगीताचा चॉइस बदलला का? अ, म्हणजे कालांतराने तुम्ही वेगळ्या शैलीमध्ये गुंतलात का कधी? की ते जुनच चालू ठेवलं बरं?
बरोबर. हं, हं. हं. नक्कीच मला असं वाटतं. हो. मला असं नाही, नाही, मला असं आहे की माझं असं आहे, की मी ट्रेंडिंग सॉन्ग्स ऐकते. मी सगळे सगळ्या प्रकारची मी गाणी ऐकते. आणि माझं असं नाही, की मला हेच गाणं हवंय. मी म्हणजे जुनी गाणी पण भरपूर ऐकते, मी नाट्यसंगीत, भक्तिगीते आणि म्हणू शकतो जे आत्ताचे लेटेस्ट असतील किंवा पंजाबी सॉन्ग्स असतील, मराठी, कोळी गीतं अशी सगळी म्हणजे एकदा म्हणतात ना, वास्ट चॉइस आहे आणि मी या सगळ्या प्रकारची गाणी ऐकते, मला आवडतात. असं काही नाही, की मला एकच आवडतं आणि जे एकच गाणं मी ऐकतेय वर्षभर किंवा आधीपासून. तर असं नाही मला भरपूर जसा माझा मूड असेल त्याप्रमाणे मला तर वाटते, की आपल्याला ती गाणी येतात. आणि मग तेव्हा जी आवड झाली तर मग ती त्याप्रमाणे मी ती गाणी ऐकते. आणि मला तर वाटतं, की या स्ट्रीमिंगमुळे काय झालंय ना, की बघा आपण अ, एखाद्या फंक्शनमध्ये गेलो किंवा रस्त्यावर पण असतं किंवा जिममध्ये म्हणा तिथे सुद्धा आपल्याला बदल दिसतो गाण्यांचा, की ते जुनी गाणी वाजत वाजवत नाही आता, ही जी जुन्या काळात वाजवायची. आता जरी जुनी असली, तरी त्याच्यामध्ये एक म्हणतात ना एक थोडसा बीट्स असतात, काहीतरी थोडं डीजेवालं असतं असं काहीतरी असतं. आणि मग आणि मग त्याच्यावर काय होतं, की लोक रील्स बनवतात. आणि मग जे आताच ट्रेंडिंग सॉन्ग्स असतं म्हणा किंवा काहीही मग त्याच्यावर रील्स बनवल्यामुळे मला तर वाटतं, की लोकांना ती गाणी खूप जास्त परिचयाची होतात एकंदरीत. आणि मग सगळ्यांची आणि माझीच असं नाही सगळ्यांची गाण्याची अ, आवड-निवड आहे ते बदललेत. बघा आपण, जी लोक म्हणतात ना रोज-रोज फोन नसतील वापरत किंवा रोज जी गाणी ऐकत नसतील, त्यांना देखील बघा ना WhatsApp थ्रू म्हणा किंवा ते स्टेटस दिसतं, की अरे असं गाणं आहे हे. मग त्यांनी कुठेतरी अ, समजा YouTubeवर ऐकलं म्हणा किंवा अरे हे कोणतं ते गाणं आहे मी ते ऐकलेलं. किंवा असं बघतील, की कोणाचा तरी लहान मुलगा अ, त्या गाण्यावर नाचत असतं, त्याचं स्टेटस ते ठेवतात. म्हणजे जे ट्रेंडिंग असतं, तर काही लोकांच तेच चालू असतं. आणि मग आपल्याला समजतं हां. तर मग तो बदल झालेला आहे.
हं, हं. हं, हं. अरे वाह! अच्छा. सगळ्या प्रकारची. वाह, वाह! <laughs> हां, हां, हां, हां. हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं. हां, हां. हं, नाही, नाही, अगदीच नाही. हं, हं, मिक्स. हं, हं, हं. हो. हं, हं, हं, बोला. हो. हं, हं, हं, हं. हो. <laughs> बदल हां. लहानांपासून लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी बदल झाला असं म्हणायला लागेल. <chuckles>
हो. नक्कीच, नक्कीच. सगळे ऐकतात. कारण कसं आहे, की म जरी मोठी जी माणसं जरी गेली एखाद्या अ, म्हणतात फंक्शन असू देत, इवेंट लग्न असू देत किंवा काहीही तिथे पण त्यांना तेच गाणं ऐकायचं. त्यामुळे त्यांचं काय होतं, की मनात नसताना देखील त्यांच्या डोक्यात ते गाणं बसलं जातं. आणि मग त्यांना पण ते म्हणतात ना थोडसं ते समजलं, की अरे हे गाणं आहे. मग ते थोडंसं त्यांना आवडलं पण जातं, जरी नसेल आवडलं तरी. किंवा त्यांना असं म्हणतात ना, की अरे हां, मी ऐकलंय. म्हणजे ते समजून जातात. अरे हे गाणं आहे ते मग इथे पण ते गाणं. असं ते होऊन जातं एकंदरीत असं मला वाटतं.
हं. <chuckles> हं, हं.